बघा ना, <smacks lips> नातं घट्ट करायला खूप असे उपाय असतात. खूप आपण प्रयत्न करूनही कधी-कधी असं होतं, की नातं घट्ट व्हायला आपल्याकडून थोडं आपण कमी पडतो. तर मला सांगा गाणं अन्न किंवा सणांमुळे कसे नाते घट्ट होतात? असं याबद्दल काही सांगू शकाल?
मला वाटतं यात 3 फॅक्टरमुळे सगळ्यांची नाती घट्ट आहेत. म्हणजे तुम्ही बोलाल, की आपण कुठे नवीन ठिकाणी गेलो आणि तिथलं जेवण, तिथले सण जर का आपल्याला समजले आणि आपण एवढे प्रभावित झालो, तर आपलं कसं, एक बोलणं सुरु होतं. एक कम्युनिकेशन स्टार्ट होते तिथूनच, की अरे वाह! तुमचं जे अन्न आहे किंवा तुमची जी गाणी आहे, तुमचे जे सण आहेत ते खूपच चांगले आहेत आणि आम्हाला खूप जास्त आवडतात. आता मी असं एक साधं उदाहरण देते जे माझ्या आयुष्यातच घडलंय. काय झालेलं अं, आम्ही फॅमिली पुरी एका फ्लॅट मधून दुसऱ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झालेलो आणि आता आपण तर महाराष्ट्र आहोत आणि आमच्या सा बाजूची जी बिल्डिंग अ, बाजूच्या ज्या फ्लॅटमध्ये लोकं राहत होती, ती लोकं मल्याळम होती. ठीक आहे? हां आणि काय झालेलं त्यांच्या इथे त्यांच्या मुलाचा वाढदिवस होता आणि त्या एवढ्या चांगल्या कूक आणि एवढं चांगलं अन् जेवण बनवतात. त्यांनी बिर्याणी पाठवलेली आणि आम्ही स सगळे लोकं पिघललो. अरे वाह! म्हणजे एवढी चांगली बिर्याणी त्यांनी बनवलेली आणि अ, ते जे नातं आहे ना माझं मी तुम्हाला सांगते आम्ही टिल डे त्यांच्या घरी जातो. त्यांच्या घरी मस्त फेस्ट होतो. ते जेवण बनवतात, मस्त सगळ्यांना जेवायला घालतात आणि त्यांच्याकडून मी एवढ्या साऱ्या अ, नॉर्थ इंडियन रेसिपीज शिकले मी तुम्हाला सांगू नाही शकत. मी ॲज अ, बॅचलर खूप खुश आहे.
हां, हां. हां, हां. हो, हो. बरोबर. हो. हां, हां. अच्छा. हां, हां, हां. अरे बाप रे! हां, हां, हां. <chuckles> हो, हो, हो. <chuckles> खूपच छान. तर मला सांगा म्हणजे अ, जसं की अ, म्हणजे अ, मग नेमकं काय होत? ते त्या म्हणजे गाण्यामुळे लोक कसे उतरून आले, यामध्ये तुम्हाला काही सांगू शकाल?
अ, गाण्याचं तुम्ही बोललात ना, तर आपल्या येथे लावणी ही खूप मोठ्या प्रमाणात चालते, बरोबर, की नाही? पण त्याच्याच ऐवजी तुम्ही एखाद्या बिहारी लोकाला बोललात, की त्यांची गाणी खूप वेगळी असतात आणि त्या दोघांच फ्युजन झालं ना, की मग मजा येते, खूप जास्त मजा येते. कारण कॉलेजमध्ये आपण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना भेटतो, हो ना? सगळेच आपल्या इथले नसतात. आता माझ्या ग्रुपमध्ये आहे ना, अ, मी मराठी होती, माझी फ्रेंड अ, पुण्याची होती. ती पण मराठी होती आणि आमची एक फ्रेंड बिहारची होती, जिला मराठी नाही येत आणि तिला मराठी गाणी खूप जास्त आवडायची. आणि त्या गाण्यांमुळे तिने तिची मराठी असं होतं ना, जेव्हा आपण गाणी ऐकतो, ते आपली भाषा पण सुधरते आणि ती एवढी गोड बोलते ना मराठी. म्हणजे असं जेव्हा तुम्ही एखाद्याचा एक्सेंट नसेल ना मराठीचा आणि तेव्हा तुम्ही त्यांना बोलताना ऐकताना, तेव्हा इतकं गोड वाटतं आणि इतकं असं वाटतं, की अरे वाह! किती छान आवाज आहे. एवढा छान आवाज माझा पण नाही आहे, इव्हन दो मी मराठी आहे आणि या गाण्यांचा आपल्या याच्यावरती आहे ना, लाइक फ्रेंड सर्कलवरती किंवा आपल्या फॅमिलीवरती, खूप मोठा प्र प्रभाव असतो, मला वाटतं.
हो. हो, ते तर आहेच. हो. हां, हां. अरे बापरे! हो. हां, हां. हो. बरोबर, बरोबर. खूपच छान! तर मला एक सांगा, की पिढ्या आपल्या ज्या पिढ्या आहेत, त्या पिढ्यांमधलं अंतर किंवा गावापासून शहरात स्थलांतर तर झाल्यावर या गोष्टी कशा बदलल्यात?
अ, खूप जास्त बदलतात. कारण आपल्या इथे कसं आहे, गावाला जेवण आणि गाणी आणि सण याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. ॲझ कम्पेअर टू तुम्ही शहरात राहायला लागलात. तर तुम्हाला सगळे दिवस सारखे वाटतात. कोणत्याही प्रकारचा सण जरी असला ना, तरी इकडची सगळी लोकं कामाला जातात किंवा कोणत्याही प्रकारचं मोठं गाणं जरी सुरू असतं ना की कोणी, असं थांबत नाही आणि बघत नाही काय सुरू आहे. इथल्या लोकांना सगळी घाई असते. सगळ्या, गोष्टींसाठी घाई असते आणि त्यांना त्यांची कामं करायची असतात. पण आता बघा ना, गावामध्ये खूप मोठा सण असेल. तर सगळी लोकं एकत्र येतात आणि सगळी लोकं सगळ्यांची कामं सोडून एकत्र येतात. असं नाहीये, की गावामध्ये सण आहे आणि बाकीच्या सगळ्यांची सगळी कामं सुरू आहेत. पण त्याच्याविरुद्ध इकडे होत असतं आणि कुठेतरी या दोन्ही गोष्टींमध्ये, ॲडजस्ट व्हायला आपल्याला असं वाटतं, की अरे, हे खूप विचित्र आहे, है ना? असं खूप वेळा थॉट येतात. पण मग आपणच इकडे खूप जास्त वेळा राहिल्यामुळे, सवयच होऊन जाते.
हो, हो, हो. बरोबर. हो. हो. ते तर आहेच. हो. बरोबर. हो. बरोबर. खूपच छान. तर मला एक सांगा म्हणजे काही वेळा असं होतं ना, की आपण, एखाद्या वेळेस सोबत जेवणं करतो, जसं सण झाले, समारंभ झाले आणि मग ते असं, काही असं छान अन्नाचा असं खास पदार्थ असतो. तर मला एक सांगा, की त्या खास पदार्थाने असा काही संवाद मोकळा केला आहे का तुमचा? आणि तो कोणता आहे तर, याबद्दल काही सांगू शकाल?
अ, माझी एक रूममेट होती, कोलकात्याची. ती फक्त 2-3 महिन्यासाठी आलेली. तिचा इथे व्हिडिओग्राफीचा समथिंग एक प्रोजेक्ट होता त्यासाठी आणि आपल्या इथे पुरणपोळी बनवली जाते माहिती आहे ना तुला? आणि अ, नुकतंच हे सुरू होतं आपला गुढीपाडवा होता आणि गुढीपाडव्याला पुरणपोळी खाणं इज मस्ट. तर अ, मी माझ्या दीदीसोबत राहायची तेव्हा. तेव्हा मग आम्ही पुरणपोळी ऑर्डर केलेली आणि ती तिच्या कामावरूनच आलेली. आणि तिचं असं झालं, की अ, तिला आवडत हां, लाइक मराठी गोष्टी, की आपण जे काही बनवतो ते खायला आणि मोस्ट ऑफ द टाईम आम्ही तिला टेस्ट करू द्यायचं, की हे खा, ते खा, की आम्ही केली ती ती तर इकडे नवीन होती. तिला सांगायचो, की इकडे जा, तिकडे जाऊन हे खा. आपल्या इकडे तांबडा-पांढरा रस्सा असतो कोल्हापुरी टाइप, तो खा. आणि तेव्हा ती नुकतीच आलेली आणि आम्ही तिला पुरणपोळी टेस्ट करायला दिलेली. लेजी त्या मुलीने अख्खी पुरणपोळी खाल्ली दुधासोबत आणि तो जो अनुभव आहे ना तो खूप भारी वाटतो, की आपण आपली संस्कृती, आपलं जे अन्न आहे ते कोणासोबत तरी शेअर करतोय आणि एवढा आनंद भेटतो ना, ते करताना त्याबद्दल बोलताना.
हां, हां. अच्छा. हां, हां. हो, हो, हो. मी हो, बरोबर. हां, हां, हां. हो, हो, हो. हो. अरे बाप रे! <smacks lips> हो, हो, हो, खूपच छान! तर म्हणजे असं कधी झालंय का, काही वेळा होतं ना, की सणं, भोजन जे असतं किंवा मग गाणी, विवादही मिटतात यामुळे. तर मग असं काही झालंय का तुमच्या आयुष्यात?
अ, म्हणजे जेवणामुळे वादविवाद मिटतात, असं का?
हो, म्हणजे सणाचं जे भोजन असतात ना किंवा गाणी असतात, मग यामुळे असं कधी झालंय का, तुमचे विवाद मिटलेत?
हां, हां. अ, असे वादविवाद तर मी कोणाजवळ अजून घातले तर नाहीयेत पण मी सांगेन, की मला वाटतं खूप लोकांचे वादविवाद मिटतात, जेव्हा काहीतरी सण असेल आणि कुठल्या फॅमिलीमध्ये 2 फॅमिलीमध्ये वादविवाद असेल, तर आपण नक्कीच, आपल्या सगळ्यांना सवयच असते, की सणामुळे आपण सगळ्यांना नातेवाईकांना बोलवतो की, "आमच्या इथे सण आहे, या म्हणून" आणि तेव्हाच आपण, मला वाटतं, तो खूपच चांगला चान्स असतो सगळ्यांसाठी, की ज्यांच्या सोबत आपले वादविवाद असतील, त्यांना मुद्दामून बोलावून बघायचं आणि खूप लोकं येतात आणि वादविवाद मिटतात सुद्धा.
हां, हां. हो. बरोबर. <smacks lips> हो, ते तर आहेच. तर मला सांगा की अ, म्हणजे असं काही छोट्या-छोट्या पद्धती आहेत का की हे जे नातं घट्ट ठेवण्यासाठी असे उपयुक्त ठरतात?
हं, म मला तर पहिलं वाटतं म्हणजे आपण जशी बोललो, की गाणं आणि अन्न बरोबर, की नाही. कधी-कधी काय होतं हं. आता मी तुम्हाला जो किस्सा सांगितला, त्या नॉर्थ इंडियन होत्या आणि आम्ही महाराष्ट्राचे होतो. तर त्यांनी स्वतःहून येऊन आम्हाला ती बिर्याणी दिली. आता याच्यामुळे किती नातं घट्ट झालं आमचं. तर असंच सगळं असतं. सपोज एखादा कोणीतरी नवीन असेल आणि मी त्यांना ओळखतच नसेल. मला कन्व्हर्सेशन स्टार्ट करायच्या सोबत, मी विचारू शकते, "की तुम्हाला कोणतं नवीन गाणं आवडतं? किंवा तुमच्या इथे तुमच्या संस्कृतीमध्ये कोणते असे सण आहेत?" आता इथे कन्व्हर्शन फ्लो झाला का चानसेस खूप जास्त आहेत, की त्यांचं आणि माझं नातं खूप घट्ट होईल, हे ना?
हो. हो, हो, हो. बरोबर. हो, बरोबर. तर अ, मला एक सांगा, की अ, जे आपलं आई असते, तर मग अ, आईच्या हातचे असे काही खास पदार्थ तुम्हाला आठवतात का जे तुम्हाला खूप अशे आवडतात?
मोदक, उकडीचे मोदक मला तर ते खूप जास्त आवडतात. कारण आता बघा उकडीचे मोदक हे आता साचा येतो ना त्याच्यामध्ये टाकून बनवतात काही लोकं.
अरे बापरे! हां, हां, हां. हो, हो, हो.
पण माझी आई जे उकडीचे मोदक बनवते यू मस्ट हॅव टू ट्राय. म्हणजे तुम्ही खाल्ले आणि खाऊन बघितलेच पाहिजेत. कारण अ, तिच्या ज्या त्या उकडीच्या मोदकाच्या पाकळ्या असतात तर मी बघितले, की खूप लोकांच्या 10 येतात, 12 येतात पण तिच्या लेजिट 30 पर्यंत यायच्या आणि तो मोदक बघायला एवढा चांगला दिसतो आणि खायला. आमच्या इथे जेव्हा मोदक बनतो आणि समजतं सगळी लोकं बसतात ना मोदक बनवायला कारण आपल्या इकडे. हा आईचा आणि माझ्या फॅमिलीमधले सगळे लोकं तोच उचलतात. कारण, कारण त्यांना माहिती आहे, की तो खूप व्यवस्थित बनलेला आहे. त्याची जी पात आहे ती खूप पातळ आहे आणि जो सारण आहे तो खूप चांगला टेस्ट येणार आहे. आणि सगळ्यांचं आमचं असं होतं, की आईने बनवलेला मोदक कोणता? आणि सग तुम्ही म्हणजे विश्वास नाही बसणार पण माझ्या इथे आमच्या ज्या गर्ल्स आहेत कझीन्स आहेत सगळे. त्यांनी सगळ्यांनी शिकून घेतलंय, की तो मोदक कसा बनवतात. कारण आम्हाला असाच मोदक खायचा आहे, त्यांना साच्यामध्ये बनवलेला जो असतो तो बिलकुल आवडत नाही.
हो. नक्कीच. अरे बापरे! हो, बरोबर. अरे बापरे! हो, बरोबर. हां, हां, हां. अरे बापरे! हां, हां, हां. तर म्हणजे अ, मला सांगा, की हे अन्नपदार्थाचं झालं. पण अ, गाणी अशी कोणकोणती आहेत बरं, की ज्यांनी अशी नाते घट्ट होतात चांगल्या प्रकारे?
मी आपल्या जनरेशनचं बोलेन ना, जेन झी, मला वाटतं, आपल्या इथे कोणीतरी कॉन्सर्टला गेलं का, ते एकदम फ्रेंड्स, बेस्ट फ्रेंड बनून येतात बाहेर. <chuckles> म्हणजे मी बघितलंसुद्धा, कारण आम्ही एका कॉन्सर्टला गेलेलो आणि सगळे वाईब करत होते, मस्त! मस्त! मस्त! बोलत होते. आणि माझी 1 फ्रेंड, ती खूप क्रेझी फॅन होती, आम्ही ज्यांच्या कॉन्सर्टसाठी गेलो त्यांची. आणि तिच्या आता बसताना, आपल्याला असं नाही ना, की फ्रेंड्ससोबतच बसू, कोणतरी 1 अनोळखी व्यक्ती बाजूला येऊन बसतोच आणि लोक त्या दोघी बोलतच होत्या, बोलतच होत्या, बोलतच होत्या आणि मला आठवतंय, की ते आता खूप सारे बेस्ट फ्रेंड आहेत एकमेकांचे. म्हणजे आपल्याला असतं ना, कोणतरी गाणं सोबत ऐकणारा बेस्ट फ्रेंड असतो ना, तश्या काइंडचे.
हो, बरोबर. हो. हो. अरे बापरे! हो, हो, हो, हो. खूपच छान! म्हणजे अ, आणि मला सांगा, म्हणजे जसं गाण्याचं झालं आणि असे कोण कोणते सण आहेत, ज्यामध्ये असे सगळं एकत्र असं समुदाय येऊन असं छानपैकी असं नातं घट्ट होतं?
मला तर वाटतं, आपल्या इकडे सगळ्यात मोठा सण म्हणजे दिवाळी आणि गणपती.
बरोबर.
आणि तिथे कोणीच बघत नाही, की आमची जात कोणती आहे किंवा अ, रेस कोणता आहे. सगळे लोकं एकत्र येतात आणि जेवढं सेलिब्रेट करता येईल, तेवढं सेलिब्रेट करतात. हो, की नाही?
बरोबर, बरोबर. हो, खूपच छान! म्हणजे एकंदरीत तुम्ही खूप छान प्रकारे सांगितलं, की गाणं, अन्न किंवा सणांमुळे नाते कसे घट्ट होतात आणि तुम्ही ते कसे घट्ट ठेवतात. कोणकोणती गाणी आहेत, जे नात्यांना एकत्र आणतात किंवा अन्नपदार्थ झाले, सण झाले, जसं तुम्ही सांगितलं, दिवाळी, गणपती. खरंच, मला तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. आणि मला नक्कीच अजूनही तुमच्याशी बोलायला खूप आवडेल. तुमचे मनापासून आभार आणि खूप-खूप धन्यवाद.
धन्यवाद. मलाही तुझ्यासोबत पुन्हा बोलायला नक्की आवडेल, धन्यवाद.